मला असं वाटतं की अ, बदल फक्त म्हणजे तसं प्रत्येक व्यक्तीकडून मला कारण एकच कळतं, की वेळ नाहीये सगळ्यात महत्त्वाचं. पण अ, <chuckles> म्हणजे वेळ नसतो ठीक आहे, पण मला असं वाटतं, की ते एक कारण आहे ब फक्त म्हणजे एक कारण देण्यासाठी, कारण जर तुम्हाला जिव्हाळा आहे
हं, हं. अच्छा. <chuckles> हो, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. वेळ आहे म्हणजे तुमच्या मते लोकांकडे वेळ आहे. हो.
आहे. आहे म्हणजे अ, मला असं वाटतं, की तो मॅनेज करता येतं. वेळही मॅनेज करता येते. असं मला वाटतं म्हणजे ज तुम्ही जे पण असं म्हणजे अ, हां, म्हणजे कॉलेज आहे किंवा शाळा आहे, तुमचं जॉब आहे, अ, फॅमिली आहे आणि तुम्ही समजा दूर सिटीमध्ये पण जरी अ, राहत असणार, तरी मला असं वाटतं की जर जिव्हाळा आहे आणि आपल्या सणांबद्दल आपल्याला आजही तेवढाच जर रिस्पेक्ट जर आहे तर आणि हां, आणि जिव्हाळा असतो ना की हो, सगळ्यांना भेटायचंय, बोलायचंय, ही मजा करायची, तसं करायचं आहे, हे करूया. जर हा जिव्हाळा कमी झालेला आहे किंवा संपलेलाही असू शकतो, तर मग नक्कीच कारणं असतात, की वेळ नाहीये, सुटी नाहीये. <chuckles> तब्येत खराब आहे, अ, मुलांची शाळा आहे, परीक्षा आहे. असं म्हणजे असं मला तरी वाटतं.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबरच वाटतं. हं, हं. हं, हं, बरोबर. हं, हं. असाल, हं, हं. हं, हं. अं, आहे. बरोबर. भेटायचंय, हो. हं, हं. हं, हं. हं. हो. <chuckles> हं, हं. हं, हं, हं. हं, हं, बरोबर.